अच्छा, तर तुमचा असा एखादा अनुभव आहे का हो जिथं म्हणजे तुम्ही अ, गाणं गायला असेल, कुटुंबासोबत राहून, त्यांच्यासोबत बसून वगैरे.
हो. अ, माझ्या घरात मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे चांगलं गाणं गातो, तर आम्ही बऱ्याच कार्यक्रमात वगैरे गाणं गायलंय. दोघांनी मिळून. हां.
अरे वाह! खूपच छान. हां, हां, हां. अरे वाह!
कधी दोघांनी केले हं.
तर मला सांगा हां. हां, हां.
कधी एकट्यानी गायलं, कधी दोघांनी मिळून सुद्धा गाणं गायलं आम्ही.
अरे वाह, खूपच छान. तर मग मला सांगा, की सगळ्यात जुन्या आठवणीत घरात कोणती गाणी वाजत होती बरं तुमच्या?

हो, अरे, वाह! खूपच छान. तर मला सांगा, त्यावेळची म्हणजे एखादी गो छोटी गोष्ट अ, जी तुम्हाला म्हणजे अशी लगेच आठवून जाते. ते सांगू शकाल?
हो, सांगते ना. अ, आमच्याकडे म्हणजे आता मी दुसऱ्या गाण्याचं सांगते आहे, याच गाण्याबद्दलचं नाही. अं, जेव्हा म्हणजे अ, आपल्याकडे काय असतं, की लग्नाचा जेव्हा पिरियड असतो म्हणजे लग्न करायचं असतं एखाद्या मुलीचं तर अ, तिथे आपल्याला विचारलं जातं, की "अरे, अ, तुमचा तुझा छंद काय आहे?"
हो, हो. नक्कीच, नक्कीच. हां, हां, हां.
हा प्रश्न सहज विचारला जातो. कोणीतरी मोठं विचारतो किंवा नवरा मुलगासुद्धा विचारतो, की "तुला काय आवडतं?" तर अ, मुलगी सांगते, "मला गाणं आवडतं, गाणं ऐकायला आवडतं, गाणं गायला आवडतं." तर मग अशा वेळेला काय होतं, की "गा ना एखादं गाणं, छोटंसं गाणं म्हणून दाखव." मग असं माझ्या बाबतीत पण घडलं. आणि मग मी गाणं गायलं, हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. आणि माझा नवरा भाळला माझ्यावर आणि आणि मग पुढे चाललंय आता
हो, हो, हो. हां, हां, हां. हो. मग तुम्ही कोणतं गाणं गायलं तेव्हा? अरे, वाह! खूपच छान.
गाण्यासोबत संसार. <chuckles>
अरे, बापरे! खूपच छान! म्हणजे तुमचा हां, हां, हां. बरोबर. तुमचा आवाजही खूप छान आहे आणि तुम्ही ते गाऊन पण खूप छान दाखवलं. तर मला एक सांगा तुमच्या घरामध्ये जसं की म्हणा आई-बाबा, आजी म्हणजे कोण असं घरामध्ये गाणं गात होतं बरं हे?
हं. हां, माझी आजी पण गायची, माझा मामा अ, तो पण गायचा, माझी आई पण गायची, मावशी पण गायची आणि मी गाते आणि माझा मुलगा पण गातो म्हणजे हा असा वारसा चाललेला आहे. अ, हां, मला म्हणजे माझ्या आईकडून आलेला वारसा आहे आणि आम्ही गातो. अ, माझा मामा अ, तेव्हा अ, हे करायचा, काय म्हणतात त्याला? राम
अरे वाह! खूपच छान. हो, हो, हो. अरे वाह!
अ, आपलं रामावरचे जे असतं ना गाणे हे सगळं तो गीत गीत-रामायण. हां, तर तेच खूप छान करायचा. तर त्याचाही प्रभाव आमच्यावर झाला, की हो असे कार्यक्रम केले पाहिजे आणि हं, तर मला ते खूप आवडायचं गीत-रामायणाचे गाणे सुद्धा खूप आवडायचे.
हो, हो, हो. हां, हां, हां. अरे, वाह! अरे, वाह! खरंच खूप छान. तर मला सांगा, तुम्ही म्हणजे असं तेव्हा गाणं म्हटल्यावर किंवा गाणं जेव्हा म्हणायचे, तेव्हा एखादं असं वाद्य म्हणा किंवा असं वाजवायचे का? आणि ते कोणते वा वाद्य आहेत ते तुम्ही वाजवायचे त्याच्यामधला एखादा अनुभव तुमचा सांगाल, की कसा आकार तुम्ही त्यात घेत असता?